हं, कसं आहे की आता बॉस आहे आणि जर बॉसने मला म्हटलं, जर मी फक्त एम्प्लॉयी आहे तर, की तुम्हाला उशीर होतो किंवा काय? तर नक्कीच मी उत्तरं दिलेली आहेत, की "सर, सकाळी घाई असते, घाई होते ना आणि मग येताना परत ती ट्रॅफिक असते लवकर आणि ट्रेनमध्ये पण यायला उशीर होतो." <chuckles> असं असं मी तर अशी एक दोन वेळा दिलेली आहे. आणि मग कसं होतं नंतर
हो, हो, हो. अ, हो, हो. येस, येस. हां, हां, नाही पण ते तेही तेही तुम्ही बोललात का, की पुढच्या वेळेस सीन न न असं होणार नाही. <chuckles> असं नाही बोललात. अच्छा, अच्छा, अच्छा. अ, बरं.
नाही, नाही, नाही. <chuckles> असं नाही बोलले आणि मग जेव्हा मीटिंग संपते. तेव्हा मग लगेच होतं ना असं, काय करणार आहे असं, आज इतक्या लवकर केलं तरीपण नाही झालं. म्हणजे हे मीटिंगच्या नंतरची पण ती नकारात्मक गोष्टी राहतात. हं, कारण जेव्हा अ, जर आपण ज्या अ, जागी असतो आणि तिथून ती जागा बदलून आपण मग त्या दुसऱ्या जागेवर जातो. तर ह्या गोष्टींचं आपल्याला कळतं असं, असं मला वाटतं. कारण त्याच्यानंतर पण हो ना, सरांना काय आहे बोलायला, इथे किती करावं लागतं, सगळं करून यावं लागतं वगैरे, असं तसं. पण ह्याच हेच जेव्हा जर ते म्हणणार की "तुला मागच्या वेळेस पण झाला, हे झाला," तर मग कसं असतं थोडी मला असं वाटतं जी मेंदूची वायरिंग असते ना ती तेवढ्या वेळेला अशी थोडी हे होते, चेंज होते एका सेकंदाला की अरे, सर ओरडले नाही बरं का आपल्याला? मग अ, नाही सर ते असं झालं आणि मग अ, ट्रॅफिकमध्ये उशीर झाला, पण नाही मी नेक्स्ट टाईम लवकर येईल, वेळेवर येईल सर, सॉरी सर. अ, मग ते असं होतं, म्हणजे पण असं कधी झालेलं नाहीये. <chuckles> अ, बॉसने असं कधी म्हटलेलं नाहीये.
हां. हो, हो, हो, हो. हं, हं, हं, हं. अ, बरोबर, बरोबर. हं. हां, हां. अच्छा, म्हणजे ते पूर्ण ते वाचले हं, हां, किंवा म्हणजे पॉझिटिव्ह सर्कल अ, पॉझिटिव्ह सर्कल असं कम्प्लीट होतं बहुतेक. <chuckles> असं म्हणायला काही हरकत नाही आणि तो दिवसही छान जातो म्हणजे मग. अ, जे अ, संध्याकाळपर्यंत ते कुरबूर असते, "यार, मी नेहमीच करते, पण आपण काय करणार, ट्रेन उशिरा झाली किंवा मिस झाली," वगैरे-वगैरे-वगैरे, अशी कारणंही समोर येत नाही. अगदी बरोबर तुम्ही म्हणालात. अ, ही झाली आणि सपोज अ, आपले, आई-वडिलांनी असं केलं. आता आपलं कुटुंब वेगळं, अ, म्हणजे सासरचे वेगळे आणि आई-वडील जेव्हा आपण त्यांच्याकडे असतो, त्यांच्यावेळेस मग अ, आपल्या क्या आई-वडिलांनी बोललं, तर काय एवढं मनावर घ्यायचं नाही. असं आहे की आई-वडील बोलतात तेव्हाही एवढंच लागतं आणि तेव्हाही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ह्या गोष्टी इम्पॅक्ट करतात.
<chuckles> हो, हो. हं, हं. हो. हं. हो, हो.